हं, हं, आता काळ झालाय ना, की अ, मेमरी फुल झाली आहे मोबाईलची, हार्ड डिस्क भरलीये तुमच्या लॅपटॉपची, डिलीट करा. <chuckles> हे जे दुर्दैव आहे ना हे जे दुर्दैव आहे ना म्हणजे म्हणजे कुठे-कुठे असं वाटतंय आणि जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा तो कँडिड आहे म्हणून काढला जातो. तो सेव्ह केला जातो. पण नंतर जेव्हा स्पेस सेव्हिंगचा सब हे ये तो क्वेशन येतो, तेव्हा लिटरली हे राहूदे हा ब्लर आहे नको हा डिलीट करूया. हे राहू देना, हा डबल आहे नको-नको. हा एकच ठेवूया हा काढून टाक. म्हणजे हे जे काही होतं ना तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा उलट ना वाईट वाटायचं एखादा फोटो जर असा स्क्रॅच झा हे झाला तर खराब झाला तर किंवा काही वेळेला धुताना फोटो धुवायचे तेव्हा ते लोकं. जेव्हा ते धुवायचे फोटो तेव्हा त्याच्यामध्ये जर काही मिस हे झालं किंवा दोन एक असं होत की दोन फोटो एकत्र मर्ज झालेत एकाच अ, आलेत फिल्मवर आलेत. मग त्या सगळ्या गोष्टी हे कुठेतरी मिस होतात आणि असं वाटतं का आत्ताचे फोटो जरी म्हटलं ना आपण तरी आपण ठीक आहे घेऊ शकतो पेपरवर.
हं, हं. हं, हं. <chuckles> टेस्ट नाही राहिलंय टेस्ट नाही राहिलाय आहे ना? हं. प्रॉब्लेम. हं, हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर, बरोबर, हं.
पण निगेटिव्ह नाहीयेत आपल्याकडे.
नक्कीच, नक्कीच मग मला सांगा ना की?
आणि त्यांची प्रिंट उडते.
हां, ते ते एक आहे.
त्या आठवणी तकलादू झाल्यात असं वाटतं, की तशा जशा आमच्या आठवणी आहेत, त्या आजपर्यंत अशा घट्ट रंगीबिरंगी नसल्या अगदी ब्लॅक एंड व्हाईट असल्या तरी अशा घट्ट आहेत. तशा ह्यांच्या रंगीन आठवणी राहणारच नाहीत अशी भीती वाटते कुठेतरी.
हं, अगदी, अगदी. हं, हं. हं. तरी हो, ना. ते तर आहेच. तर मग मला
मध्यंतरी सीडीचा काळ होता ना. <chuckles>
हां, सीडीचा काळ होता. त्याच्या आधी वी-सी-आर वगैरे ही होतं. ते चेंज होतं ना टाईम. मग मला सांगा ना, की अ, जेव्हा लहानपणीचे फोटो पाहिल्यावर तुम्ही, स्वतःबद्दल काय वाटलं तुम्हाला जेव्हा तुम्ही पाहत होतात. तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःला बघत होतात. बघा इतरांना तर आपण बघतोच ना. पण आपली नजर आपल्यावर जाते, की मी अशी होती. आणि मग एकदम
हो, हो. तेच. हं, हं. हं. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. म्हणजे ते, तुम्ही म्हणाल स्वतःबद्दल काय वाटत ना तर खूप लकी वाटतं त्या क्षणात स्वतःला बघून. खूप अ, हॅपीनेस म्हणजे तेव्हाचा जो होता तो आठवतो भरभरून.
हं. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो.

तो फोटो पप्पांनी क्लिक केला होता आणि तो पहिला लावलाय त्या अल्बममध्ये, आणि पुढे भरपूर फोटो आहेत. आणि हे अल्बम आहेत ना, आम्ही म्हणू आम्ही जेव्हा-जेव्हा मी आता माहेरपणाला जाते, तेव्हा मी आवर्जून, अगदी म्हणतात ना, की सगळे अल्बम काढते आणि बघत बसते आणि सगळ्या आठवणी डिस्कस करत बसते. तो माझा एक छंद आहे, आणि आवडतं सगळ्यांना आवडतं त्या जुन्या आठवणीत रमायला.
वॉव! अच्छा. हं, हं. हं, हं. ते बघतात. हं, हं. मग मला सांगा, की फोटो पाहताना जास्त आनंद वाटतो, की हुरहूर लागते तुम्हाला? काय सांगाल?
अ, असं वाटतंय आय विश, आय कुड गो बॅक. <chuckles> कारण ते ते जे घर ॲक्चुअली आता जे आहे, आता आमचं ते रिडेव्हलपमेंट झाली आहे तिकडे, त्यामुळे ते जुनं घर आता नाहीये. तिथे नवीन बिल्डिंग आहे आमची. पण अ, त्या जुन्या घरातल्या ज्या आठवणी आहेत, ते जे काही सगळं एक वेगळं होतं, खूप सुंदर होतं. आणि खूप आनंद होता तिकडे आणि आत्ता म्हणजे कसं लग्न झाल्यानंतर तर माझं घरच सुटलंय, त्यामुळे ते खूप असं कुठेतरी आतमध्ये आहे ना असं. आई गं, कशाला मोठे झालो उगाच असं. <laughs> बरं, मुझे कोई लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती व बारिश.
हां, हां, हां, हां, हां. हं. हं, हं, हं. हं. हं. हं. पहा ना. खोल-खोल कुठे असं वाटतं. असतात. हं, हं. मग आणखीन काय काय होतं? कोण म्हणजे, फोटोजमध्ये आणखीन कोण-कोण लोकं तुम्हाला दिसलेत?
खूप आहेत, नंतर. त्याच्या अशा पुढच्या फोटोमध्ये ना, माझ्या वडिलांचा फोटो आहे. आणि आय थिंक, माझ्या वडिलांकडे ना तो पहिला अ, त्यांचा कुर्ता असावा. व्हाईट कलरचा कुर्ता होता त्यांच्याकडे. तो पहिला कुर्ता होता त्यांचा आणि नंतर, वाटतं त्यानंतर त्यांनी मला नाही आठवत त्यांनी एरव्ही कधी कुर्ता घातला, माझ्या लग्नात घातला मग.
हां, हां. अच्छा. हां. ओके, हां, हां अच्छा, हं.

तिचे अनुभव ती सां त्या फोटों थ्रू आम्हाला सांगत असते आणि देत असते. हे बघ आम्ही बसलो होतो असे आणि तिकडनं काका आले आणि काका म्हणाले, "अरे थांबा मस्त फॅमिली फोटो वाटतं, आपण एक घेऊया, एक घेऊया." आणि हा फोटो घेतलाय. पण मला म्हणे, "मला तर पदर पण नीट करून दिला नव्हता त्यांनी, नाहीतर मस्त पदराची डिझाइन तुला दिसली असती."
हं. ओ! अच्छा. म्हणजे त्याने तेव्हा कॅन्डीडच घेऊन टाकला. <chuckles>
हो. ॲक्चुअली आणि ते कसं तेव्हा कसं ना, की आत्तासारखं नाहीये हो, लगेच मोबाईल उघडला की फोटो काढला. तेव्हा कॅमेरा म्हणजे एक प्रस्थ होतं. त्याच्यात ते अ, ती जी निगेटिव्ह आहे ती रोल व्यवस्थित बसवायचा. बरं तो उजेडात काढायचा नाही. तो काढायला आपल्याला ह्याच्याकडेच जावं लागतं. ज्याच्याकडे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह होते त्याच फोटोवाल्याकडे जावं लागतं, अदरवाईज तुम्ही घरी ओपन केलात, तर गेले सगळे फोटो धुऊन.
अगदीच. हो, हो. हो, हो. हं, हो. अगदीच. हं. हं. आणि एका रीलमध्ये 36 फोटो. <chuckles>
हो, एका रीलला 36 फोटो. पण ती जी मजा होती ना, त्या रीलची, ती खूप सुंदर. त्यानंतर आमच्या चौघांचे फोटो आहेत. मग काका-काकूंचे फोटो आहेत. म्हणजे एं एंटायर फॅमिलीचे पण त्याच्यामध्ये बरेच फोटो आहेत. आजी-बाबांचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये वडिलांच्या आई-वडिलांचे
हं, हं, हं. हो. हं. क्या बात है! आणि मग लहानपणीचे मित्र असे बालपणीचे, शेजारचे?
ते आहेत ना, ते आमच्या ना सगळे पलंगावर बसले होते. म्हणजे सगळेजण येऊन कारण त्याचं वाढीभरण म्हणजे कसं 5 व्या वाढदिवसाला ते करतात. त्यामुळे केक तर मस्ट असतो आणि ते लहानपणी असं बाकी काही मोठं फॅड नव्हतं गिफ्ट वगैरेच. केक खायचं, वेफर खायचे बस. केक आणि वेफर आणि चॉकलेट एक एक्लियर्स किंवा आपलं ह्याचं मेलडीचं चॉकलेट म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. तर एवढाच काय ते असायचं. जास्त मोठं प्रस्थ नसायचं. त्यामुळे सगळी जेवढी आजू-बाजूची मुलं होती ना, सगळी आणि पप्पानी त्या सगळ्यांना सांगितलं, "हे तुम्ही सगळे पलंगावर बसा, आपण एक फोटो काढूया." हा मधे साहेबा उभा आहे आमचा ,आम्ही सगळे बसलोय आणि तो एक फोटो आहे त्याच्यामध्ये सगळेजण आहेत. मग आता बऱ्याच वेळेला ना, आठवून विचारायला होतं, "हे हा कुठे ग? ही कुठे ग आता? हिचं लग्न झालं? हिला ही कुठे? हिला किती मुलं आहेत?" म्हणजे ह्या सगळ्या ज्या इन्क्वायरीज येतात ना मग, मग असं वाटत अरे यार, कधी ह्यांना कधी भेटणार आपण.
हां, हां, हां, हां. हं. अच्छा. हं, हं. आणि एक चॉकलेट. एक चॉकलेट, एक हां, एक चॉ <chuckles> हां, हां. हां, हां. ब हो, हो. हं. हं, हं, हं. हं. हं. हां. हां. हं. हं, हं. हं, हं.

हो, अगदीच.
की तुम्हाला निगेटिव्हज मिळतात आणि तुम्ही पाहिजे तेव्हा त्यांना अ, पॉझिटिव्ह करू शकता. तर त्या निगेटिव्हज पण माझ्या वडिलांनी छान अशा जपून ठेवल्यात. आणि सगळ्यात जुना म्हणजे ना माझ्या अ, माझ्या भावाचा वाढदिवस होता आणि माझा भाऊ आपण म्हणतो ना अ, बोरन्हांन कसा प्रकार आहे.
हो, हो. हं, हं. हं. अच्छा. हं. बोरन्हांन म्हणजे?
लहान मुल 5 वर्ष, 5 वर्षाचा आत होण्याच्या आधी त्याला बोर असं आपली संक्रांत येते ना. तेव्हा त्याला बोरन्हांन घालतात. बोरन्हांन म्हणजे बोरानी अंघोळ घालतात हां आणि त्याला अस त्याला मस्त मस्तमध्ये बसवलं जातं आणि कुरमुरे, चॉकलेट्स, बोरं असे सगळे मिक्स असतात आणि त्याला असं हळूच म्हणजे त्याला लागणार नाही अशा प्रकारे ते सगळे त्याला अंघोळ घातली जाते आणि मग बाकी आजू-बाजूला मुलं असतात ना ते सगळे ते उचलतात मस्तपैकी. तर तशा प्रकारचे एक आमच्याकडे ना वाडी भरली जाते. 5 व्या वर्षी वाडी भरली जाते. तर त्याची वाडी भरण्याचे जे काही फोटो आहेत ते आहेत. त्याला फूल पूर्ण असं ना फुलांचे कप हे घातलेत, म्हणजे अ, गळ्यात हार घातलाय, पायामध्ये फुलांचे, आपण हे म्हणतो ना गजरे बांधून पायल्या हातामध्ये आहेत, वर मुकुट लावलेला आहे. हाताला बाजू बंद तर सेम त्यालाच संपूर्ण असं कृष्णा सारखं नटवलं होतं.
हं. हं. अच्छा, हो. अंघोळ घालणं. हो, हो. आता आला, आता आला, हं. हं, हं. हो, हो, हं. हं, हं. अच्छा. हां. अच्छा. हां, हां. ओके. हं. हं, हं. हो, हो, हो, हो, हो. हं. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. ओ हो. किती छान. हं, हं.
पूर्ण आणि त्याची वाडी भरली होती त्याचे फोटो आहेत आमच्याकडे ते ब्लॅक एंड व्हाईटचं आहेत सगळे. अ, पण ते आता बघायला गेलं ना की खूप मज्जा वाटते. एकदम मस्त एकदम कृष्णा. पण ना आमचा हडकुळा कृष्ण होता. <chuckles>
हं. अच्छा, अच्छा. काय सुंदर दिसत असेल ना? हां. <chuckles> मला सांगा की मग तो अल्बम तुम्हाला मिळाला कसा आणि जेव्हा तो ओपन केला तर सर्वात पहिला फोटो तुम्ही कुठला बघितला होता?